आपण जे रोजचे कपडे घालत असतो किंवा आपण बाहेर घालायचे कपडे घालत असतो त्याच्या आपल्या पर्सनॅलिटी वरती आणि आपण स्वतःला कसे पर्सिव करतो आणि आपला जो कॉन्फिडन्स आहे, त्याच्यावरती खूप मोठा प्रभाव असतो. तर तुझा असा काही अनुभव आहे का? जिथे अ, कपड्यांमुळे किंवा जो तू पोशाख घातलाय त्याच्यामुळे खूप जास्त आत्मविश्वास वाढलाय?
अ, हो. नक्कीचं. अ, म्हणजे जर म्हणायचं झालं ना. तर अ, मी सुरुवात अगदी ना असं प्रामाणिक असं कबुलीने करते. म्हणजे खरं सांगायचं झालं तर अ, म्हणजे बघ ना, अ, मी हां. मी कधीच फार म्हणजे असे ना फॅशन पर्सन नव्हते. अ, म्हणजे एक फक्त गोष्टी अनुभवातून शिकले की कपडे फक्त लोकांना अ, दिसत नाहीत. ते आपल्याला स्वतःलाही जाणवतात.
ओके. चालेल, चालेल. ओके. बरोबर.
हां. आणि त्यात जर म्हणायचं झालं की आत्मविश्वासाचं जर म्हणायचं झालं ना. तर अ, एक अ, लोकं विचारतात ना की कपडे घातले की कॉन्फिडन्स येतो.
हो.
म्हणजे असं लोकं म्हणतात कधी-कधी. तर मला वाटतं कॉन्फिडन्स आधी आत असतो. पण कपडे त्याला सपोर्ट करतात, असं मला वाटतं. बघा ना जसं की ऑफिसमध्ये एखादी मीटिंग आहे. आणि अ, जो आपला लीडर आहे. टीम लीडर म्हणा किंवा बॉस म्हणावं. जो मीटिंग घेतो आपली. मीटिंग गाईड करतो आपल्याला तर त्याची बघा, त्याने जर असं साधं सिंपल शर्ट घातलं किंवा नाईट ड्रेसवरती तो तिथे आला. तर कसं ते एक म्हणता येईल ना. त्याचा आत्मविश्वास जर हां. त्याला कॉन्फिडन्स खूप असला की हां मी मीटिंग करतोय किंवा मी करणार आहे छान. पण त्याला त्याचे कपडे नसल तर त्याला सपोर्ट कसं काय भेटणार?
हो. विचित्र होऊन जाणार. बरोबर.
हो. तर मग ते
मग असा
हां, हां.
मग असा, तुझा अनुभव काय आहे की अ, सांगशील का जरा?
अ, हो. अनुभव म्हणजे अ, एक अ, ना, अ, म्हणजे एकदा काय झालेलं कॉलेजमध्ये ना, अं, जसं आपण म्हणतो ना, की आपली गॅदरिंग्स वगैरे असतात.
हं. कॉलेज फेस्ट असतात.
हां, कॉलेज फेस्टिवल्स. इट्स अ डिसेंबर महिना जसं आता मंथ चालू आहे, तसंच एक पूर्ण मंथ असतो. तर अ, तेव्हा काय झालेलं. अ, माझ्या सगळ्यांनी अ, माझ्या फ्रेंड्स वगैरे ज्या होत्या ना, तर त्यांनी काय घातलेलं, की अ, कोणी कोणी अशे वेगवेगळे, असे छान, असे लूक केलेले. जसं जीन्सवरती साडी घातली. अ, त्यानंतर अ, अ, जसं आपलं हे असतं ना, अ, आपण नऊवारी घालतो, नऊ मिसमॅच डे. यस, यस मिसमॅच. तर अ, ते अ, त्यांनी काय केलं, तिनी जीन्सवर साडी घातली. दुसरीनी अ, कोळी अ, जी वेशभूषा असते. त्याची हेयरस्टाइल केली आणि वरती ते ब्लाउज वगैरे घालून, खाली तिने स्कर्ट घातलं.
हो. हं. मिसमैच डे. बरोबर.
हां. आणि मी काय केलं. एक साधं जीन्स, टॉप बस. शूज आपलं डेलीचं जसं आउटफिट असतं तसं. म्हणजे मी त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व नाही झाले, कारण मला ह्या गोष्टी जास्त आवडत नव्हत्या. पण म्हणतो ना, कोणाकोणाला जास्त इंटरेस्ट नसतो त्या गोष्टींमध्ये. असे वेगवेगळे मिस आणि मिसमॅच कपडे म्हटल्यावरे, कसं थोडंसं फनी वाटलं मला खूप.
अच्छा. हो, हो. बरोबर. मघाशी जे तू बोललीस ना, की कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास आपल्याला स्वतःच्यामध्ये असतो आणि कपडे फक्त सपोर्ट करतात. बरोबर की नाही? पण कधी-कधी कसं होतं, जेव्हा आपण कुर्ता घालतो किंवा सलवार कमीज घालतो, तेव्हा लोकं आपल्याला खूप वेगळ्या नजरेने बघतात आणि त्याच्या अपोझिट जेव्हा आपण ब्लेझर घालतो
हो. आणि मग. हो, हो. हां, हां. हां, हां. बरोबर. हां, हां.
शर्ट-पॅन्ट घालतो किंवा फॉर्मल वेअर करतो. तेव्हा लोकं आपल्याला वेगळ्या नजरेने बघतात. तर याच्यावरती तुझे असे विचार काय आहेत, की तुला काय वाटतंय याच्यावरती?
हां, हां. हो. अ, तसं जर म्हणायचं झालं ना, तर अ, मला वाटतं की यामध्ये एक एवढा फरक नाही, पण एक म्हणायचं झालं ना तर अ, आपण म्हणतो ना, एक अ, म्हणजे असं छान भारी असं साधा नीट आणि इस्त्री केलेला पोशाख जसं की आपण इंटरव्ह्यूसाठी किंवा एखाद्याचं जसं मी तुला पहिले सांगितलं मीटिंग गाईड करतो, जो टीम लीडर असतो तो. म्हणजे त्यांनी असे कपडे घातले की त्यांचं एक अ, म्हणता येईल ना, एक त्यांची ओळख होते त्या कपड्यानुसार. एक कळतं की हा हे टीम लीडर आहे बाबा यांचं म्हणजे लगेच कळतं कपड्यावरून त्यांनी जर चांगलं जॅकेट वगैरे घातलंय, सूट वगैरे घातलंय जसं की एक अ, टीम लीड जसा असतो त्याचा पोशाख तसं जर घातलंय तर आपल्याला लगेच कळतं त्या पोशाखावरून त्याची ओळख होते.
बरोबर.
आणि त्यामध्ये आणि मेन म्हणजे त्याचा आत्मविश्वास त्या पोशाखामुळे वाढतो.
बरोबर.
हां. आणि तसं सांगायचं झालं ना तर अ, एक अ, आपण अ, म्हणजे कपड्याबद्दल जर म्हणायचं झालं ना की तो ओढावा लागत नाही कपडा म्हणायला गेलं तर. म्हणजे बसताना, चालताना जाणीव होत नाही कपड्याची. म्हणजे एक म्हणतो ना आपण की अ, "मी ठीक दिसतोय का?" असा प्रश्न पडत नाही कधी-कधी असं होतं. म्हणजे ना अ, कपडा जर आपण आपल्याला कम्फर्टेबल वाटतोय, कम्फर्ट झोन म्हणतो ना आपण. ते कम्फर्टेबल आपल्याला कपडे जर आपण घातले ना, तर आपल्याला ह्या गोष्टींची गरजच पडत नाही आणि मन पण आपलं मोकळं राहतं आणि मोकळं मन म्हणजे ना, एक आत्मविश्वास.
हो, हो. बरोबर. अ, पण बघ ना इंटरव्ह्यूसाठी जाताना आपण फॉर्मल वेअर करतो, बरोबर? किंवा कॉलेजमध्ये आपल्या वायवा असतात. तेव्हा आपण एक फॉर्मल वेअर करून जातो. कारण कंपल्शन असतं. आणि ते करण्यामागची पण कारणं खूप जास्त आहेत. कारण आपण एका फॉर्मल सेटिंगमध्ये जात असतो. आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. आणि अ, एक प्रेशर असतो की तिथे जाऊन आपण फॉर्मल वेअर करतोय, व्यवस्थित वागायच. तर तुझा असा प्रसंग आहे का कोणता एखादा? की तू फॉर्मल वेअर घ केलायेस आणि तू इंटरव्ह्यूसाठी बसलेस किंवा तुझ्यावर क्वेशनिंग होते आणि तेव्हा तू खूप चांगलं असं बोलतात ना की यू नेल्ड इट काइंड ऑफ झालं. आणि तुझा जो इंटरव्ह्यू होता तो खूपच चांगला गेला. आणि कुठे ना कुठे तुझा जो अ, फॉर्मल वेअर केलेला लाइक जो तुझा पोशाख होता, तो खूप मोठा इम्पॅक्ट टाकत होता. तर तुझा असा असा एखादा अनुभव आहे का?
हां. बरोबर. हो, हो. हो. बरोबर. बरोबर. हां, हां. हां. हां, हां. हां, हां. हो, हो. हो. हां, हां. हां. हो, हो. हो. हो, नक्कीच. मला आवडेल सांगायला. अ, म्हणजे बघ ना अ, म्हणजे ना अ, माझी पहिली मुलाखत होती. पहिला इंटरव्ह्यू होता. तर अ, मी फार म्हणजे असं काही भारी घातलं नव्हतं. फक्त साधा नीट आणि इस्त्री केलेला पोशाख होता. आय मीन अ, एक आपला अ, शर्ट होता व्हाईट शर्ट, ब्लॅक जीन्स आणि एक आपलं नॉर्मल आउटफिट जसं आपण इंटरव्ह्यूसाठी जातो, फर्स्ट टाईम एकदम फॉर्मल. <chuckles> तसा माझा एक अ, आउटफिट होता आणि मला आठ मला असं आठवतं की मी त्या दिवशी ना कपड्यांचा विचारच केला नाही. की "कोणते घालू?" आपण जसं प्रत्येक वेळेस विचार करतो ना कॉलेजला जाताना. "कोणते घालू? हे घालू का? ते घालू? मी कशात छान दिसेल? हे छान दिसेल का? हे छान मॅच होईल का?" म्हणजे मी त्यादिवशी खरंच विचार नाही केला. पण अ, माझं लक्ष ना पूर्णपणे माझ्या बोलण्यावर होतं.
हां. हो. हो.
आणि मला म्हणजे एक अ, तेव्हा असं म्हणजे कपड्यांपेक्षा माझं बोलणं जास्त माझ्यासाठी कॉन्फिडन्स वाटत आहे. तेव्हा मला अ, जाणवलं आणि तेच एक म्हण म्हणायला गेलं तर एक अ, माझा अनुभव सांगता येईल मला एक मुलाखतीचा.
बरोबर. अच्छा, पण बघ ना आपण घरी असतो किंवा बाहेर असतो आणि आपली एज पण चेंज होत असते. आणि त्या एजनुसार आपण अ, स्वतःला एकदम अपग्रेड करायचा ट्राय करत असतो.
हो, हो. बरोबर. हां, हां.
तर आणि त्याच्यानुसार आपले ना च आपले चॉइसेस जे असतात ते चेंज होत असतात. तर मग असं काही झालंय का की तू आधी खूप सलवार कमीज घालायची, मग नंतर मग ऑफिसमध्ये गेल्यावरती त्यांचा एक वेगळा आउटफिट असतो, अटायर असतो. कारण बाकी सगळ्यांसोबत थोडं मिक्स व्हायचं असेल तर त्यांचे पण त्यांच्या लेव्हलचे पण थोडे कपडे वगैरे घालावे लागतात. तर
हो. हां, हां. बरोबर.
असं जेव्हा असतं ना तेव्हा तू कपड्यांची निवड कशी करते?
हो, नक्कीच. अ, म्हणजे बघ ना अ, जसं की अ, मला असं कुठं लग्न समारंभात जायचं आहे, तर मी तेव्हा म्हणजे असं पारंपरिक आपले पोशाख असतात जसं साडी, कुर्ता, आपलं देसी आउट कपड्याचे आउटफिट असतात ते, ते वापरते. आणि जर आपल्याला म्हणजे अ, जसं की ऑफिसमध्ये किंवा मग अ, कॉलेजमध्ये जायचं आहे, तेव्हा जसं आपलं फॉर्मल ऑफिसमध्ये तर फॉर्मल जीन्स अ, लाइक अ, म्हणजे अ, आपलं जसं जीन्स आपलं जसं काही युनिफॉर्म असेल ऑफिसचा तो झाला किंवा प आपल्या कॉलेजचा युनिफॉर्म असेल, तर तो झाला किंवा जीन्स आणि ते जास्त मी वापरते कॉलेजमध्ये आणि ऑफिसमधेसुद्धा तेच एक अ, आपला जो नॉर्मल पोशाख असतो ऑफिसचा वगैरे आउटफिट असतं ते. आणि एक म्हणायला गेलं तर वयानुसार हो, खरंच हळू-हळू वयानुसार खरंच कपड्यांची पण आपल्याला एक अ, अ, काय म्हणतो आपल्याला अ, ते कळते कोणकोणते कपडे घालायचे, कसे घालायचे. म्हणजे बघ ना पहिले मी लहान होते तेव्हा जसं की साधं स्कर्ट, टॉप, पॅन्ट किंवा मग असं आपले लहानपणीचे वेगळे ड्रेस असतात. तशे ड्रेस
हं. अच्छा. बरोबर. ते घरी घरचे घेऊन देतात ते घालायचं असं होतं ते हां.
हो, हो, फ्रॉक, तर फ्रॉक जास्त घालायचे. त्याच्यानंतर मग अ, जसं अप शाळेमध्ये जसं 5वी-6वी नंतर, मग हळू-हळू जीन्स, टॉप वगैरे. मग नंतर अ, अ, जसं कॉलेजमध्ये गेल्यावर नुसतं शॉर्ट ड्रेस वगैरे आपण जसं घालतो ते. म्हणजे वयानुसार आणि लग्न झाल्याच्यानंतर जसं की साडी वगैरे घालतात. म्हणजे असं वयानुसार हळू-हळू एक पोषकांची, एक कपड्यांची एक अ, आपण म्हणतो ना अ, एक चॉइसेस चेंज होते असं मला वाटतं.
बरोबर. आता बघ तू बोलली की लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत चॉइसेस चेंज होतात. अ, पण आपण स्वतःची चॉईस अ, कधी-कधी असं होतं ना घरी घरच्यांसोबत शॉपिंगला गेलोय. मम्मी-पप्पा आहेत आणि आपण आहोत. आणि मग तिथे शॉपमध्ये जे वेगळंच सुरू होतं की कोणते कपडे घ्यायचे आणि कोणते नाही. आणि त्यांचे खूप रिस्ट्रिक्शन असतात पेरेंट्स स्ट्रिक्ट असलेत का. ते बोलतात की हे नाही घ्यायचं किंवा असं नाही घालायचं. असा काही तुझा अनुभव आहे का?
हो. हो. बरं. हो, हो. हो. अ, म्हणजे बघ ना तसा अनुभव जर म्हणायचं झाला ना तर अ, म्हणजे अनुभव असा नाही पण एक अ, अ, म्हणता येईल ना की मी खूप असं महाग कपड्यांतही असं अनकम्फर्टेबल जा म्हणजे हो झाले आहे म्हणजे. मला असं एक अ, आपण म्हणतो ना एक बजेटमध्ये आपले साधे स्वस्त कपडे, जे आपल्याला कम्फर्टेबल पण वाटतील तर मी त्याच्यामध्ये खुश आहे असं मला म्हणायचं. कारण आत्मविश्वास ना प्राइस टॅगमधून कधीच येत नाही.
हो.
तो म्हणजे ओळखीच्या भावनेतून येतो. जसं की आपल्या ज्या गोष्टीमध्ये आपल्या ज्या कपड्यांमध्ये आपण सुटेबल आहोत किंवा मग कम्फर्टेबल आहोत. तेच कपडे आपण घ्यायचे. असं नाही की प्रत्येक गोष्टीला आपण एक अ, अ, जास्त महागाचे म्हणावं किंवा मग कमी याचे म्हणावं. म्हणजे असं नाही वाटत मला की अ, त्यामुळे आपलं काही असं अ, आत्मविश्वास कमी किंवा जास्त होईल असं काही.
बरोबर. बरोबर. मग तुला असं लोकांना सांगायचं असेल, की स्वस्त आणि सोपे कपडे घ्यायचे असतील आणि आपला आत्मविश्वास पण चांगला ठेवायचा असेल. तर मग तू त्यांना कोणते असे पर्याय देशील?
हो, नक्की. अ, म्हणजे बघ ना, आज किंवा उद्या तुमच्या कपाटातले 3 कपडे काढा आणि अ, जे तुम्ही सर्वात जास्त घालता ना आणि अ, ते घाला. म्हणजे आणि स्वतःला विचारा की हे कपडे मला कसे वाटायला लावतात.
हां. ओके. समजलं समजलं.
हां. हो. म्हणजे जर उत्तर असेल ना तर आरामात शांत स्वतःसारखं तर तेच तुमचे आत्मविश्वासचे कपडे असं समजून जायचं.
पण ब अरे वाह! छान.
म्हणजे तसं प्रत्येकाची चॉइसेस वेगळी असते, प्रत्येकाचे कपडे घालण्याची पद्धत वेगळी असते, आउटफिट वेगळे असतात, कोणाला कसं आवडतं, कोणाला कसं नाही. पण ह्या गोष्टी जर फॉलो केल्या, त्यांना त्याच्यामधलंच त्यांचं उत्तर बरोबर सापडून जाईल, की त्यांचे नेमके आत्मविश्वासाचे कपडे कोणते आहेत? आणि शेवटचं जर खरंच म्हणायचं झालं ना, तर आत्मविश्वास देणारा पोशाख तो नसतो, तो म्हणजे सगळ्यांना तो आवडत असतो. आणि तो असतो ना, जो तुम्हाला स्वतःशी भांडायला लावत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, जेव्हा कपड्यांशी भांडणं थांबतं आपलं. तेव्हा आयुष्याशी बोलणं सोपं होतं, असं म्ह
बरोबर. बरोबर. वाह! छान, छान. अ, पण याच्यामध्ये आपण जे ॲक्सेसरीज घालतो किंवा आपण जे केसांची हेयरस्टाईल करतो किंवा आपला एक मेकअप रूटीन असतो. तो पण खूप जास्त प्रभाव टाकतो, असं वाटतं का तुला?
हो, हो. बरोबर. अ, हो. म्हणजे मला वाटतं, की हो. म प्रभाव टाकतो. कारण म्ह म्हणजे फक्त कपडे घालूनच आपण असं एक चांगलं, एक छान दिसतो असं नाही ना. हां पण ठीक आहे, बाबा आपण नॉर्मल जे आपलं डेचं शेड्यूल आहे, पण तिथे घातलं काही हरकत नाही, की तिथे एवढं कोणी ऑब्झर्व्ह करायला नाही. पण जसं लग्नसमारंभ, काही फेस्टिव्हल, फंक्शन्स वगैरे असतात, काही पार्ट्याज असतात. तर तिथे मला असं वाटतं, की कपडे स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. इस्त्री केलेले कपडे. बूट चप्पल नीट क्लीन असणं. त्यानंतर एक साधी ॲक्से आपण म्हणतो ना, ॲक्सेसरी अ, किंवा घड्याळ किंवा स्टोल, जे असतात. तर या गोष्टी फार बेसिक आहेत, असं मला वाटतं. आणि ह्या अ, असायला पाहिजेत त्या-त्या ठिकाणी एक अ, ठराविक अ, अ, काळापुरता का होईना पण असायला पाहिजे असं मला वाटतं.
बरोबर हं. बरोबर. अ, <swallows> तू जे मघाशी स्टार्टिंगला बोलली, की आत्मविश्वास हा खूप आतुरीत असतो आणि पोशाख फक्त आपल्याला, सपोर्ट देत असतो थोडा. मला वाटतं ही गोष्ट तर माझ्या आयुष्यभर लक्षात राहील आणि तुझा जो वेगळा परस्पेक्टिव्ह होता, की पोशाख आणि आत्मविश्वास याच्याबद्दलचा. मला खूप जास्त भावलं असं बोलता येईल मला. आणि तुझ्यासोबत बोलून खूप-खूप छान वाटलं आणि तुझ्यासोबत पुन्हा नक्की बोलायला, नक्की आवडेल मला. धन्यवाद.
बरोबर. हो. <chuckles> मला हे तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आणि मला पुन्हा नक्की तुझ्याशी बोलायला आवडेल. तुझेही खरंच मनापासून आभार आणि खरंच खूप धन्यवाद.